एवढ्या पिशव्या साठलेल्या असतात आमच्याकडे, कापडाच्या काय, ज्यूटच्या काय, प्लास्टिकच्या, कागदाच्या. सगळ्या प्रकारच्या, सगळ्या साइझेच्या पिशव्या असतात. म्हणजे, कालच आम्ही डी-मार्टला गेलो होतो. आणि भरपूर सामान असतं आमचं, तर ती अ, बिल काउंटरला ती जी एक अ, बाई असते, जी पिशव्यांमध्ये सामान भरत असते. ती अवाक झाली होती. आमचं सामानच संपत नव्हतं. आणि एक-एक पिशवी अशी बाहेरच येत होती पर्समधनं. एक संपली, दुसरी. एक संपली, दुसरी. एक संपली, दुसरी. तर ती अशी म्हणाली, "हो, एवढ्या पिशव्या कशा येतात तुमच्याकडे?" म्हटलं, "तुम्हाला हव्या असतील, तरी आम्ही विकत देऊ शकतो."
बरोबर, हं. पिशव्या, हो ना. बापरे! बरं. हं, हं, हं. बाप रे! <chuckles> बाप रे! बाप रे! हं, हं. बाप रे! हां ना, म्हणजे डी-मार्टच्याच पिशव्या तुम्ही डी-मार्टमध्येच. वॉव. <chuckles>
<chuckles> अ, हो बाप रे!
नाही, खरंच खूप छान. मग काही कुटुंबातली लोकं असतील तुमच्या, मग काही लहान मुलं, जसं तुम्ही म्हणालात की तुमच्या मुलांचा काही तुम्ही ते डूडल्स तयार करता. मग काही अ, सासू-सासवा तुमच्याकडे खूप असतील, कारण का तुम्ही म्हणालात तुम्ही 11 जणी आहात, 11 जण आहात. बाप रे! <chuckles> मग काय करता? कसं मॅनेज करता? <chuckles>
हं. हो. हो, 6 सासूवा आहेत मला. <laughs> <laughs> नाही ओ, सगळ्या सासवा खूप प्रेमळ आहेत. त्याच्यामुळे असं काही फार अ, त्रास नाही होत. आणि प्रत्येक सासवांकडे एक वेगवेगळं कलेक्शन आहे.
अरे वाह! बरं. मग तुम्हाला त्या ओरडतात का? किती कचरा करतेस गं? जरा आवर असं काही ओरडतात का तुम्हाला?
हो, मला माझी माझी बेडरूम म्हणजे कचरा आहे, एक <chuckles> खूप कचरा असतो माझ्या खोलीत. म्हणजे इतका रियुज करून पण मला प्रश्न पडतो, की एवढा कचरा कुठून येतो माझ्या रूममध्ये.
सेम माझी पण. <chuckles> पण. सेम. मला पण नाही कळत, सेम यार. <chuckles>
मला ना खरंच म्हणजे असा प्रश्न पडतो, की आणि अ, न मा मुलगा झाल्यानंतर तर विचारूच नका.
बाप रे! म्हणजे दोघं मिळून कचरा करत असेल आता.